त्याच्यानंतर मग माझं स्किन केअर रुटीन मी करते. ते मोस्ट ऑफ द टाईम बदलतच असतं. <chuckles> म्हणजे ते नवीन
अच्छा. <chuckles> म्हणजे काय करता काय तुम्ही त्याच्यात?
हां, त्यात अ, ते मोस्टली कसं आहे, तर तोंड जे आहे, ते स्वच्छ तुम्ही अंघोळ केल्यानंतर तर ऑब्व्हियसली आपण तोंड धुतलंच जातं. तर अ, त्याच्यानंतर अ, पहिले मी काही सिक्वेन्स काय केली आहे, की चेहऱ्याला काय लावाय किंवा शरीराला मॉइश्चरायझर लावा चेहऱ्याला पहिले इसेन्स लावायची मग नंतर सिरम, मॉइश्चरायझर, लिप बाल्म लावायचा. जेणेकरून काय आहे ना, की अ, हे सगळं जेव्हा झोपतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा उठतो ना
हां. हां